आणि इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये टाकलेलं असताना ते खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात हे मी पाहिलं. तर मी म्हटलं का बरं मला इंग्रजी आता एवढ्या चांगल्या प्रकारे येते, मला असं वाटलं की माझ्या मुलांनी ती का शिकू नये आणि इंग्रजीसोबत इतर काही गोष्टी करू नये. अजून पण भाषा शिकावी मला असं त्यांनी वाटलं. तर अ, मी एक अ, ॲप्लिकेशन आहे Duolingo नावाचं त्या ठिकाणी त्यांना इन्स्टॉल करून दिलं जे भाषा शिकवण्याचं काम करतं.
अच्छा. अगदी बरोबर. हां. अच्छा. अरे वाह! मस्त. मग कोणत्या भाषा त्यांना शिकवल्या तुम्ही? इंग्लिशच की दुसरी पण?
हं. आणि हे पहिल्यांदा आमची मेन प्रायोरिटी होती का इंग्रजी शिकवणं आणि शिकवणं म्हणजे काही नाही त्यांचे टास्क करायचे होते त्याच्यामध्ये आणि जे टास्क करतील ते, त्याच्याने ते ऑटोमॅटिकली भाषा येत होती त्यांना. आणि खूप छान पद्धतीने ते ॲप्लिकेशन शिकवतो. प्रत्येकाला ती भाषा शिकवतो ते. जर तुम्ही एखादा कोर्स किंवा कुठेच काही न करता तुम्ही फक्त त्याच्यातच भाषा जर शिकली तर तुम्ही अगदी टॉप लेव्हलला जाणार मला असं वाटतं. म्हणून मग मी
अच्छा. बरोबर. अरे वाह! अरे वाह! आणि हे ॲप्लिकेशन फ्री आहे की कसं आहे Duolingo जे असं म्हटला तुम्ही, ते फ्री आहे की ते पेड आहे?
हे फ्रीमध्ये ॲप्लिकेशन आहे, पण त्याच्यामध्ये चान्सेस कमी असतात जर आपण म्हणजे फ्रीमधल्या ॲप्लिकेशनमध्ये कसे तुम्ही 4-5 वेळेस जर चुकला तर तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी अ, तुम्हाला शिकावं लागतं हो, वेट आणि जर तुम्ही पेड जर घेतलं तर अनलिमिटेड वेळेस तुम्ही अ, ते वापरू शकता. पण ते समजा आपण जर आम्हाला कमी चान्स आहे समजा 4-5 तर आम्ही चुका पण कमी करू. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे, की आता 5 च चुकांपैकी 4 चुका झाल्यात किंवा 3 चुका झाल्या, तर माणूस जास्त अलर्ट होऊन लक्ष देतो म्हणून मी पेड पेक्षा, जे फ्री आहे त्यालाच जास्त अ, हे देतो. महत्व देतो. हो.
हां. थांबावं लागतं. वेट करावं अच्छा. ट्राय करू शकता. अच्छा आलं लक्षात. हो, ना. अरे वाह! फ्री महत्व आहे.